एकदा तर काय झालं होतं आमच्या आमचे जो जीएम होते ना ते म्हणाले, की "तू ऐक माझी गोष्ट हे खूप गरजेचं आहे हे पार्ट बनवून दे." तर मी म्हणालो, "की सर एक पंप अडकलेला आहे, त्याचा पार्ट ह्याचा होऊन जाऊन द्या, मग त्याला सेटिंगमध्ये टाईम लागेल, तुम्ही समजून घ्या." "नाही, नाही तू ता मी तुला म्हणतोय, "तू खाली कर, हे कर, ते कर."आणि ते बिहारी होते. तुम्हे समझ नहीं आ रहा क्या की हम जो बोल रहे है, वो करना चाहिए तुम्हे. म्हणलं, "सर थांबा तुम्ही मी बोलतोय ना नका करून घेऊ." मग त्यांनी काही ऐकलं नाही मग अ, मी बोलतो, "दुसरा मशीनवर लाव." "नाही हीच मशीन, आता मला हीच मशीन पाहिजे." ही हमरी-तुमरी झाली. मग आमचे ना मॅनेजर आले. बोले स बोले "ते अगर म्हणतात, तू देऊन दे ना त्यांना." म्हणलं, "ठीक आहे." "माझं फ्लोर होतं, माझं काम होतं, तुम्ही म्हणाले आता द्यायचं तर देतो मी तुम्हाला त्यांना देतो करू द्या त्यांना." आणि नेमकं काय झालं, जो पार्ट त्यांनी लावला ना, तो पार्टमध्ये ब्लो होल आला, मतलब तो रिजेक्ट झाला तो आणि ना पंप बनला, ना तो पार्ट बनला आणि आमचं जे माझ ते झालं आणि अजून अर्धवट वस्तू राहिली आणि तो जो पार्ट दुसरा, मतलब पुन्हा चढवला ना, त्याच्यामध्ये ओव्हल सीट मतलब ओ ओव्हल झाला तो. गोल होता तो ओव्हल झाला कारण की त्याची होल्डिंग खराब झाली. तर तो पार्ट रिजेक्ट झाला आणि जो पंप अ, मतलब आज या उद्यामध्ये बनणार होता, तिला 1.5 हफ्ता लागून गेला बनण्यामध्ये.
अच्छा. म्हणजे ना त्यांचं काम झालं ना, तुमचं काम झालं. अच्छा हं, हं. अरे बापरे! सगळं परत नव्याने. <chuckles> अच्छा, नाही, नाही. मग त्यात मग तुम्ही काय संवाद साधला स्वतःशी, की काय केलं पाहिजे, का व्यवस्थित समजवायला पाहिजे होते, का जीएमला बोलता अ, म्हणजे कसं समजावता आलं पाहिजे वगैरे ह्या गोष्टीवर बोलत होता. कुठल्या गोष्टीवर नेमकी चर्चा करत होता मग तुम्ही स्वतःशी?
<laughs> नाही. मी स्वतःशी काय म्हणालो माहिती तुम्हाला? "माझी कंपनी आहे का मी एवढं कशाला डोकं खपवून घेतो मग स्वतःचं?" <chuckles> नाही पण म्हणजे काय असतं ना, ते फक्त एक विचार असतो. त्याच्यानंतर
हां. आह! अरे बापरे! हां. जबाबदारी अ, तेव्हा होते जर समोरचा समजून घेत असेल तर. ओनरचं समजून घेत नाही तर आपण काय डोक आपटून हां, हां.
हां. तर मग काय अर्थ आहे. तर मग आपण हे बोलून सोडू शकतो. पण नंतर मला असं वाटलं नाही, मला त्यांच्याशी बोलायला पाहिजे आणि त्यांना समजवायला पाहिजे की मा मी अगर काही बोलतो ना त्याच्याबद्द अ, पाठीमागे पण काही तथ्य असेल. मी होऊ शकतो मी तुमच्याशी खूप ज्युनियर आहे.
हां, म्हणजे अ‍ॅज अ‍ॅन एक्स्पर्टीज त्यांना अंदाज द्यायला हवा होता, की मग हे एवढा वेळ लागेल वगैरे. करू का तरी पण हां. <chuckles>
हां. हां, मी त्यांना बोल अ काय ते मी त्यांचा ज्युनियर झालो ना, तरी मला त्यांना सांगायला पाहिजे, की "सर ऐकून घ्या थोडं, तर कामं थोडी आसान राहणार आहे." पण तेच नेमकं आपण अ, तेच म्हणतो ना की "चिडिया चुग गई खेत." पण आपण तयारी करून ठेवायची की आता नेक्स्ट टाईम काही झालं, तर मग त्याच्यानंतर मी आणि माझ्या रागावर पण मग मी थोडासा ताबा ठेवणं सुरू केलं, की नाही आपल्याला तेवढं नाही बोलायचं. बोलायचं पण
हो. हां. हां, हां, हां. हं, हं. काहींना नाही ऐकायची सवय नसते. मग वेगळ्या पद्धतीने नाही सांगा सांगावं लागतं, म्हणजे प्रॉब्लेम नीट एक्सप्लेन करावा लागतो. मग ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या असाल कदाचित मग?
हां, हां. त्यांना सांगायला